नक्कीच. म्हणजे बघा ना, असं झालंय ना, की हे चुकीचं आहे, लिंक इन बिलो माझा रिसर्च आहे की अ, काय आहे. तर मला तर वाटतं तुम्ही पडताळणी करा की कुठून आलाय तो? एखादा WhatsAppला फॉरवर्ड तर केलेलं नाहीये ना? की WhatsAppला 120 टाइम्स असं ली लिहून येत त्याच्यावर, किती वेळा केलंय, 20 टाइम्स तर ते बघा, इंटरव्ह्यू एखाद्याचा जो खरा-खुरा माणूस असेल त्याचा इंटरव्ह्यू बघा तुम्ही. कारण आज-काल असं झालंय की लोकंनं काहीही कशावर पण विश्वास ठेवतायेत रील्समुळे असं मला वाटतं, की त्याचं व्यापक दृष्टीकोन काय आहे? किंवा नवीन इनसाईट्स म्हणा किंवा एखाद्या गोष्टीचं म्हणतात ना, की अ, जर असा निर्णय आपण घेतला, तर त्याचा बॅकअप प्लॅन काय असेल? हे देखील तुम्ही सांगू शकता, असं मला वाटतं. किंवा कधी-कधी बघा ना, ते अ, लोकं सांगतात एकंदरीत की अशी-अशी गोष्ट करा. मग त्यांचं असं असतं की नक्की ते बरोबर सांगतात की नाही किंवा उगाचच त्यांच्या प्रसिद्धीसाठी ते वापरतात. हे देखील पडताळून पाहणं खूप गरजेचं आहे.
हं. कारण की प्रत्येकाला ट्रेंडमध्ये उडी मारायची असते आणि मी पहिला, मी पहिला, सांगायचं असतं. मग तसं करणारे खरे क म्हणजे आहेत का खरोखरच काही ज्ञान देणारे आहेत? तर असे चॅनल्स पण शोधून काढले पाहिजे की खरंच ते तज्ञ आहेत का? जे बोलतायत त्यांना आपण फॉलो करतो.
हं, हं, हं. तर बघा ना हो, हो, हो. नक्कीच. तर चॅनलवर आजकाल कोणालाही बोलावतात आणि अ चॅनल्सद्वारे पण आजकाल कोणाला बोलवतात, तर ह्या इन्फ्लुएन्सरलाच. असं झालेलं आहे आणि त्यांच्याकडनं माहिती द्यायला लावतात आणि कसं असतं त्यांना विरोधाभास नसतो ना. म्हणजे असं असतं, की बघा एखादा खरंच जो म्हणू शकतो की ज्ञानी आहे, पंडित आहे, त्याच्या तो व्हायरल होत नाही आणि जो एखादा असाच त्याला व्ह्यूज मिळतात, तो व्हायरल होतो आणि मग त्याने त्याला विरोध केला, तर जनता काय म्हणते? "अरे! तुम्हाला काय माहिती आहे? याला इतके व्ह्यूज आहेत" असं. मग त्याला त्याचं बॅकग्राऊंड पण चेक केलं जातं.
हं. हां, म्हणजे हल्ली व्ह्यूज ज्याला जास्त आहेत, तो खरा असं ठरलंय. <chuckles> अरे बापरे!
त्याच्यावर विश्वास. बरोबर आणि ते खूप चुकीचं आहे आणि त्यामुळे भर
आणि जे खरोखरचे तज्ञ वगैरे आहेत, त्यांना तर काय असं मसालेदार करून सांगताच येत नाही. त्यांना कोण व्ह्यूज देणारच नाहीत ना, मग तेवढे. म्हणजे ते खोटे झाले का मग?
पूर तोटे आपल्याला होऊ शकतात भविष्यात. बरोबर.

नक्कीच. मला तर वाटतंय आपला स्वतःचा रिसर्च तुम्ही करा. एखादी गोष्ट तुम्हाला जर कळाली ना तर "ती खरंच खरी आहे की नाही?" ह्या गोष्टी तुम्ही बघा. व्हेरिफिकेशन करा किंवा म्हणू शकतो की अ, प्रत्येक गोष्टीचा एक टाईमस्टॅम्प असतो, तो बघा. किंवा ते कोणासोबत कोलॅबोरेशन करतायेत. आजकाल काय झालं आहे कोणालाही कोलॅबोरेशन करायला देतायत लोकं. म्हणजे माझ्याकडे एक अ, असं एक इन इन्फॉर्मेशन उदाहरण आहे की एक अ, यूट्यूबर आहे. तर त्या स्वयंपाक बनवतात उत्तम असा. त्यांना खूप व्यूज आहेत. त्यानी एक हॉटेल पण काढलेलं आहे. तर मला आता वाटतं की त्यांचा मसाला फूड सगळीकडे फेमस आहे. सगळे घेतात तर ठीक आहे. पण त्यांच्या हॉटेलला जेव्हा लोकं गेली त्यांना कळालं की चवच नाही आहे. हे YouTubeमध्ये चांगलं दिसतंय म्हणून आम्ही त्यांच्याकडे गेलो आणि काही चवच नाही हां. ते तेच म्हणाले की "प्रत्येक चांगली दिसणारी लो गोष्ट ही चांगली नसते आणि ती टेस्टी पण नसते." कारण त्यांचा जो मुलगा आहे ना तो एक चांगला फोटोग्राफर आहे की त्याच्यासाठी एवढी भरपूर टीम आहे ती ग्राफिक्सवर म्हणा किंवा एवढं सुंदर एडिटिंगवर आपल्याला इतकं छान दिसतं पण गेल्यावर ते फ्रेश पण नसतात आणि चांगलं
अच्छा. अरे वाह! दिसायला चांगलं आहे. <chuckles> हां. पहिलीच सगळी हं. ओ! आई ग! म्हणजे चांगलंच फसलो की आपण मग. <chuckles>
हो. तर लोकांना वाटतं अरे हां रील्स बघितल्या सगळे कोलॅबोरेशन करतात आणि मोठे-मोठे ब्रँड्स त्यांना कोलॅबोरेट करतात. जसं की Suffola म्हणा की मग लोकांना काय वाटतं की "अरे वाह! इतकं मोठ्यांची हे मिळालं आहे म्हणजे चांगलं आहे." पण जी लोकं तिथे स्वतःहून जाऊन आली आहेत ना तर त्यांना म्हा म्हणजे माहिती आहे हा इन्फॉर्मेशन की कसं आहे तो? तर मला तर वाटतं की फक्त व्ह्यूजमुळे कोलॅबोरेशनवाले पण त्यांना देतायेत आणि अ, आणि मला तर वाटते त्यांच्या ब्रँडची स्वतःहून ते वाट लावतात लिटरली. कारण लोकांना तुमच्या ब्रँडवर पुढे जाऊन ट्रस्ट आहे. हो आणि त्यांच्या ब्रँडवर ट्रस्ट होणार नाहीये ना हां एकंदरीत. जर तुम्ही कोणालाही दिलतं एकंदरीत जर व्ह्यूजमुळे. तर मला वाटतं हे तोटे तर होऊ शकतात. त्यामुळे मला आता वाटतं की जेव्हा स्रोत तुम्ही बघाल एखाद्या गोष्टीची की असं नाही की ह्याला रील्सला व्ह्यू चांगले आहेत. हा इकडे जातो त्याला तिकडे बोलावतायत म्हणजे बघ हा चांगलाच असं नाही. पडताळून बघा प्रत्येक गोष्टी. तो कसा रिअलमध्ये आहे. ह्या गोष्टी मला आता वाटतं तुम्ही बघितल्या पाहिजेत एकंदरीत.
हां. एकदा कधीतरी कळणारचं आहे. कधीतरी ते उघड होणार आहे. हो. हं, हं.